हं, हं.
की तो ना, ओव्हरटाईम करत होता रे बिचारा त्या दिवशी, म्हणजे <chuckles> ऑलरेडी त्याचे 16 तास काहीतरी झाले होते कंपनीत, म्हणजे 17 17 नाही, 15 तास काहीतरी झाले होते सेकंड शिफ्टमध्ये, फर्स्ट शिफ्टमध्ये तोच होता आणि त्याचा कलीग जो होता ना हां, त्याच्या फॅमिलीचा अ, काही इश्यू झाला होता त्याच्या कलीगचा म्हणजे जो त्यासोबत असा ना, मग त्यानं काय म्हटलं मी आज थांबतो. तो थांबला होता एक्स्ट्रा टाईम त्या दिवशी मग अ, मला वाईट वाटलं यार मग त्या दिवशी नाही का. हां, अरे-अरे हे तर कुठेतरी आराम करत असेल नाहीतर झोपला असेल वाटलं, नाही का. होतं आता अ, 15-15 तास जोक नाही आहे तर अ, मी त्याला मग पर्सनलमध्ये तर हिंमत नव्हती माझी त्याला जाऊन बोलायची कारण की माझीच चूक मला लक्षात आली ना, मग ते मी मेसेज केला फक्त त्याला WhatsAPPवर डीएमवर की बाबा अ, मला आत्ता कळालं की असं-असं झालंय म्हणजे तू एक्स्ट्रा टाईम थांबलाय म्हणजे म्हणलं खरंच यार सॅल्यूट आहे म्हणलं तुला नाही का, थोड चढवलं त्याला.
<giggles> बरोबर, अरे बाप! हं. आणि सेकंडला. हां, हां. हो, हो. अरे बाप. वाईट झालं. हं, हं. हं, बरोबर आहे. हं, हं. हां, हां. हो, हो. बरोबर. <laughs> चढू द्या, आता चढावाच लागणार आहे आता म्हणजे खरी परिस्थितीत काय, हां ना, आ आपली चुकी इथं कुठेतरी असं वाटलं आपल्याला असं आहे, हां.
चढवावच लागेल ना, गलती आपलीये म्हणजे अ, म्हटलं मग अ असं मला वाटलं आणि म्हणतात ना, एक गिल्ट आपल्या मनामध्ये येतं, मग त्याला म्हटलं मी अ, म्हटलं अ, समटाईम्स देअर इज नो वन्स फॉल्ट म्हणजे कोणाचीही गलती नसते फक्त गैरसमज असतो म्हटलं. हां, माझी चुकी ही झाली तुला जज केलं लवकर आणि अ, ते मी टाकायला नव्हतं पाहिजे. मग त्याने पण रिप्लाय अ, सुरूला तर दिला नाही त्याचा राग असेल काय असेल. मग त्याने ना, त्याला हार्ट आपला इमोजी आपली टाकली त्याने नाही का हार्टवाली. अ, अंड मिसअंडरस्टँडिंग असते जे म्हटलं होतं वाक्य त्याला, म्हटलं मग झाले भाई थंड नाही का आता थोडं. मग असे पण
हं, हं. हां, हां. हं, हं. हं, हं. <chuckles> राग असन. हां. हं, हं. कोणती मी इमोजी टाकली होती?